खरं आहे. <chuckles>
काहीतरी कारण असल्याशिवाय आपण साडी असं म्हटलं तर सहसा नेसत नाही. त्यामुळे मग साडी आली की त्याच्यावर त्या मॅचिंग बांगड्या आल्या.
नाही नेसत. खरं आहे. बांगड्या आल्या, क्लिप आला, टिकली आली, कानातले आले, गळ्यातलं आलं, पायातली चप्पल सुद्धा आली त्या साडीवर.
अगदी. हो, हो, हो.
म्हणजे परकर, ब्लाउज तर बाजूलाच राहतात खरंतर. <chuckles>
<laughs>
ह्याच विषयाला पुष्टी देऊन एक अ, पुढचा प्रश्न मला असा विचारावासा वाटेल की जसं आपल्या ह्या कपड्यांची घनिष्ठ नातं आहे ना, तसं टेलर नावाच्या एका प्राण्याशी आपलं एक घनिष्ठ नातं असतं. आणि अ, त्याने म्हणजे एखादा म्हणजे तो रोजचाच असतो. पण कधीतरी त्याला काहीतरी वारं येतं आणि मग तो कोणते तरी कपडे नीटच शिवत नाही. मग असं काय काहीतरी अ, छान फिटिंगला नाही झालाय म्हणून तुमचा कधी मूड ऑफ झालाय का? <chuckles>
बरोबर. आई गं. आई गं. <chuckles> ह्याच्यावर एक निबंध लिहिला पाहिजे. कारण की टेलरच्या गडबडीमुळे झालेले दुष्परिणाम हा एक निबंध होऊ शकतो. कारण आपल्याला ना, असं आता कसं असतं की एक दोन दिवसांनी लग्नकार्य आहे. आणि आपण त्या टेलरच्या इकडे जाऊन म्हणजे अगदी जाऊन बसतो त्याच्या डोक्यावरती. गयावया करतो, कधी-कधी धमक्या देतो. "अरे, कळतं की नाही तुला?" "हां, मी तुझ्याकडे पुन्हा देणार नाही. तू" "देतोयस" "की नाही आज मला" "ब्लाऊज?"
हो की नाही? <laughs> <chuckles> हं. <laughs> हो. हो, गयावया करत असतो त्याच्याकडे. हो. <laughs> हो. आणि त्याला त्या धमक्यांनी काहीही फरक पडत नसतो हे नवल त्याच्या
हे ना त्याच्याकडे आणि 2000 बायका येतात. त्याला सगळ्याच तेच गोष्ट सांगत असतात की, "अरे, तू कधी शिवून देणार आहेस? कधी शिवून देणार आहेस?" त्यामुळे हो. आणि कधी-कधी ना, एखादं ते कापड असतं ना, एकतर त्याला अस्तर वगैर असतं. त्यामुळे अगदीच त्याची फिटिंग प्रॉपर बसत नाही. कधी-कधी इकडे तिकडे होऊन जाते.
हो. खरंच, खरंच. हं. हां. हं. बरोबर, बरोबर.
पण तरीही मला असं वाटतं ना, की जो टेलर नावाचा माणूस आहे, तो कधी-कधी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल त्याने घडवले. जर त्याच्याकडे तेवढा वेळ असला की मग तो तो प्रश्न तो सोडू सोडवू सुद्धा शकतो. मग तुम्हाला काहीतरी चांगलं मिळेल.
<chuckles> खरं आहे, खरं आहे. हां.
पण अ, समारंभ एक वेगळे आणि दुसरं म्हणजे आता जसं आपलं एक कॉर्पोरेट लाईफ आहे, प्रोफेशनल लाईफ आहे. इथे कपड्यांचा मूड एक जरा वेगळा असतो.
हो. बरोबर, बरोबर. हां, म्हणजे तेच मला अ, पुढे विचारायचं होतं की ऑफिसमध्ये असं कधी अनकम्फर्टेबल अ, झाल्यामुळे म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टींमुळे हां, की आज हा रंग काही अ, फारसा चांगला नाहीये, किंवा हे कॉम्बिनेशन काहीतरी सूट होत नाहीये, किंवा हा ड्रेसचं एकंदर अ, काहीतरी गलिच्छ प्रकारातला आहे असं म्हणून तुमचं कामातलं लक्ष वगैरे कधी असं उडालंय का?
हं, हं, हं.

हो, हो.
तर अ, मग तोही मला कधी-कधी बदल करायला आवडतो स्वतःमध्ये. की चला, हे करून बघूया. मग आपण शॉपिंग केलीच पाहिजे ना, नाहीतर दुकानदारांचं काय होईल? <chuckles>
अरे वाह! <laughs> हां, ते तर आहेच. ते तर आहेच. मग असे किती कॉम्बिनेशन्स, परमिटेशन-कॉम्बिनेशन्स तुम्ही अ, ट्राय करत असता? म्हणजे सतत ट्राय करत असता की किंवा असं काही ऑकेजन तुम्ही शोधता, की "हां, आता ह्याचं लग्न आहे तेव्हा आपण हे ट्राय करून बघूया, त्याचं लग्न आहे तेव्हा ते ट्राय करून बघूया," असं काही.
अरे बापरे! लग्नाचं म्हटलं ना, तर मी आत्तापर्यंत
हां.
माझ्या एकाही लग्नाला साडी रिपीट नाही केली आहे. आणि आता जो लेहेंगा, चोली ते जो फॅशन आली आहे. तेही मी रिपीट नाही केलं. तर त्यामुळे माझ्याकडे 3 लेहंगे आहेत आणि साड्या तर बहुतेक 10-15 च्यावर असतील हां, ते मोजतच नाहीये. आणि मग ओरडा पडतो ते वेगळं, की "अरे, तू हे घालणार आहेस का? एवढं महाग घेऊन आली आहेस. ते कशाला" "आणलेस?"
हं. बापरे! हं, हं, हां. हं. अगणित. अगणित. <laughs> अ, हां. बरोबर, ते एक वेगळी गोष्ट हो. आणि कधी तुमच्यासोबत हे होतं का, की अ, आता बघा ते गाणं आहे, दिसते मी बारीक, तू फोटो माझा काढ. तर अ, तसं तुम्हाला होतं का, की या कपड्यात मी जाडच दिसतेय म्हणून मूड ऑफ होतो किंवा या कपड्यात मी मस्त स्लिम-ट्रिम दिसतीये म्हणून खूप आनंद होतो, असं कधी होतं का?
हो. हो, हो. मला वाटतं साडीमध्ये ना थोडं झाकून जायला होतं, की आपण ना जरा ते आपले कर्वज म्हणजे जरा लपवू शकतो. पण ते साडीचा एक अ, चांगला गुण आहे असं मला वाटतं. पण बाकी ह्याच्यामध्ये नाही होत हो, ते सगळं असं दिसतं. चांगलं टायर वगैरे दिसतात. <laughs>
हां. झाकू शकतो. <chuckles> बरोबर. बरोबर. दिसण. <laughs> <chuckles> मग त्यामुळे असा मूड ऑफ झालाय का कधी?
होतो पण आता काय करणार? आता एक व्यायाम करायचा नाही म्हटल्यावर मग अ, जास्त काही एवढं नाही अफेक्ट होत. पण हां. साडी घातल्यावर जरा वाटतं की "अरे हा चापून चोपून साडी घातली," "की छानचं दिसते."
काय करणार? काही नाही करू शकत. काय करू शकतो? खरं आहे, खरं आहे. हं. छान नेसली आहे. हां. खूप मज्जा आली आज तुमच्याशी बोलून आणि विषयांचे बरेच कंगोरे उलगडले तुमच्याशी गप्पा मारताना आणि अं, कुठेतरी मी स्वतःसुद्धा शोधलं मला तुमच्याशी गप्पा मारताना, त्यामुळे तुम्ही इतकी छान माहिती दिलीत आणि इतक्या छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार, खूप-खूप धन्यवाद.
हो, हो. हो. अरे वाह! धन्यवाद.

हां.
आणि तोच तुम्ही घालता. म्हणजे असं नाही हां, पिंक कलरचे वेगवेगळे शर्ट नाही. तो एकमेव पिंक कलरचा शर्ट की आयुष्यातला खूप मोठा निर्णय अ, घ्यायला तुम्ही एखाद्या ठिकाणी जाताय. आणि अशा बऱ्याच वेळेला तुम्ही अ, तेच कपडे घातलेत आणि ते कधी घालायला नाही मिळाले आणि म्हणून तुमचा मूड ऑफ झालाय. म्हणजे असं आपण म्हणतो ना की हा शर्ट माझ्यासाठी लकी आहे, त्या प्रकारचं काहीतरी.
हं, हं. अ, निर्णय घेण्यासाठी तर नाही. पण आमच्याकडे एक देऊळ आहे, गणपतीचं.
हं. हां, हां.
तर मला आठवतंय, त्या देवळात जाण्यासाठी ना माझा एक अ, आकाशी रंगाचा आणि त्याला सफेद रंगाची अशी पारिजातकाची फुलं असतात ना, तसे त्याच्यावर एक प्रिंट होती. आणि म म्हणजे आता देवाकडे आपण जेव्हा साकडं घालायला जातो, तेव्हा म्हणजे नक्कीच तुमच्यावर काही ना काहीतरी काही ना काहीतरी प्रसंग आलाय किंवा तुम्ही अशा परिस्थितीत आहात की जे आता देवाच्या पुढे काही नाहीये.
हं. हं. ओ. बरोबर, हां. बरोबर. काही नाही. हो, बरोबर.
तर मग अशा ठिकाणी म्हणजे मला आठवतंय की तो ड्रेस घालून मी त्या गणपतीच्या मंदिरात जायचे. आणि का माहिती नाही एकतर ते कॉटनचं कापड, त्यामुळे ते सुती कापड असल्यामुळे त्याचं एकतर छान एक फील असतो बॉडीला. आणि हो आणि ते त्याचे एकतर रंग असतात. मला असं वाटतं ना की नुसतं अ, रंग असं नाही. ते काय कापड आहे? त्याचं काय मटेरिअल आहे? त्याच्या फील कसा आहे त्यामुळे सुद्धा तुम तुम्हाला खूप वेगळं वाटतं. म्हणजे शॉपिंग आणि महिला मंडळ परत एक मी म्हटलं ना तुम्हाला की हे अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे की मला नक्की आठवतंय की आता हा प्रसंग तर समजा आता देवाचा झाला की चला आपण तिकडे गेल्यावर आपल्याला पुन्हा असं वाटतं की भक्तिमय वातावरण झालंय आणि मग आपल्या जे मनात आहे ते देवाकडे मागितलं की मिळेल. एक म्हणजे भावना. पण मला आठवतंय माझ्या जेव्हा एका अ, कझिन म मावशीच्या मुलाचं जेव्हा माझं लग्न होतं
हं. हां. हम्म. बरोबर. हो, खरंय. हं. हां, त्याचा फील कसा आहे? हं. खरंय. हो. <chuckles> हं. हं, बरोबर. हो, हो. बरोबर.

अ, एकदा असं झालं होतं की
हं.
माझ्या लेगिंग्जला कुणीतरी हात लावला आणि तिथे ते एक भोकच पडलं त्याला.
अय्या! नुसता हात लावून.
हं, हो. म्हणजे ते असं थोडंसं काय म्हणतात, ते ट्रेनमध्ये थोडं लागलं होतं त्याला आधीच त्याच्या त्याच्यावर काहीतरी काय म्हणतात, प्रयत्न केलेला लोकांनी फाडायचा, पण ते फाटलं नाही तेव्हा, त्याने माझी साथ दिली. पण नंतर ऑफिसला गेल्यावर कुणीतरी त्याला तिथेच हात लावला. त्या दिवशी त्याच्या नशिबात होतं की आज-आज एवढंच करू शकतो मी. अजून आम्ही मदत नाही करू शकत. आणि मग आता मी कसंतरी ते वरचं टॉप आपला जो कुर्ता असतो, तो कसंतरी खाली धरून बसले होते मग दिवसभर आणि ते आता अगदीच म्हणजे काय म्हणतात टिकलीच्या आकाराचं होतं. असंही मोठं भगदाड पडलंय
अय्या! अच्छा म्हणून. <chuckles> अरे देवा! <laughs> <chuckles> अ, हां. आई ग! हां, खूप मोठं होतं. <chuckles>
असंही नाही. पण ते मला दिवसभर असं वाटत होतं, "अरे यार, कोणीतरी बघितलं तर? अरे, कसं दिसतंय?" आणि सगळे मला सांगतात अगं काही दिसत नाहीये. त्याचं वरती एक अ, त्याचा लेयर वरती करून घे, काही वाटत नाही. पण तरी मला असं-असं चल-बिचल होतं होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी लहानपणापासून म्हणजे जसं माझ्या आईला वगैरे कधी ऑफिसला जाताना बघितलं नाही. पण शेजाऱ्यांना वगैरे असं बघितलंय. पण ऑफिसमध्ये गेल्यावर मग 1-2 मुली होत्या. त्यांना मी, म्हणजे त्यांचं निरीक्षण करायचंय. की आता हे काय कॉम्बिनेशन घालतायेत? सफेद अ, रंगाचा शर्ट घातला किंवा खाली नेहमीच काळ्या रंगाची पँट नाही घालत. कधी-कधी हां, वेगळ्या रंगाची असते. हो, हो कधी लाईट ब्राउन असते, कधी लाईट ग्रीन पण असते.
हं, हं. हां, हां. बरोबर. हां, हां. हां. हं, हं. अच्छा. हम्म. बरोबर. पिंकिश असते, ब्लू असते हं, खरंय. हं.
मग मी तसे त्यांना बदल बघायचे त्यांचे की आता काय आणि माझं ठरलेले होते अशा 2-3 जणी म्हणजे कदाचित त्यांच्याशी कधी बोललेही नसेन. पण हो.
खरंय, खरंय. हं. अच्छा. पण त्यांचा ड्रेसिंग सेन्स आवडायचा.
हो, हो. खूप आवडायचा मला. आणि मी शिकले म्हणजे त्याच्यातून की आता आपल्याला हो, हो, हो. कसे कलर कॉम्बिनेशन्स आणि एकदा माहीत नाही, काहीतरी असेल एक कनेक्शन. पण चांगले कपडे घातले ना की तुमचा मूड बदलतोच बदलतो. हां, खूप बदलतो आणि आपल्याला एकदम कॉन्फिडंट वाटायचं. फ्रेश वाटायला लागतं कॉन्फिडंट असं वाटतं की आता जर आपण बोललो ना, तर आजचा आपला दिवस आहे. आपल्या समोर कोणी नाही बोलणार. मग ते तुमचं प्रेझेंटेशन असू दे किंवा तुम्हाला कोणी अवॉर्ड देतंय. आणि मग ते फोटो वगैरे काढताना त्याला ड्रेस किंवा कपडे चांगले असलेच पाहिजेत. नाहीतर मग पूर्ण मूड ऑफ हे काय कपडे घातलेत?
अ, हां. कसे कलर कॉम्बिनेशन्स करायचे? <clears throat> हं, हं. है ना? हो. फ्रेश वाटायला लागतं कॉन्फिडंट हो. खरंय, खरंय. हं. हां. खरंय. हम्म. हो, ते तर आहेच. एकदम, काय हो, हो Instagramच्या ट्रेंड्सचा अ, तुमच्या कपड्यांच्या चॉईसवर कधी काही परिणाम होतो का?
<chuckles> थोडाबहुत होतोच. कारण की जे बघतो आपण जसं मी सांगितलं की ऑफिसमध्ये 2-3 मुलींना मी बघायचे. तसंच instagramवर आपण जेव्हा रील्स बघत असतो, तेव्हाही आपल्याला ते दिसतं, आणि ते वेगवेगळे कॉम्बिनेशन्स घालून असतात.
हं. हो, हो. हं. हो.

हां, हां.
तेव्हा असं झालं होतं की आम्ही त्याच्याकडे बघतच नव्हतो की नवरदेवाचे कपडे आहेत.
अच्छा, आई गं, आई गं. बिचारा. <laughs>
<chuckles> त्याला कसं तयार करायचंय. एकदा त्या हं, म्हणजे त्याचा एकदा ते शेरवानी घातली त्याने आणि म्हटलं की "हां, तू तयार झालास ना." आणि आम्ही स्वतः सगळ्या बहिणी, त्याच्यामध्येच रमलो होतो की अरे
<chuckles> हां. अरे, अरे, अरे. त्याला, त्याला चेंज करायला हवं रूम दिलीत ना? <giggles>
मी दिली. मग त्याला होती आणि त्याचे मित्र त्यांना सजवत होते थोडं बहोत. पण त्याचं असं होतं की अरे "तुम्ही माझं लग्न आहे, काय करताय? हां? माझ्याकडे जरा लक्ष द्या, आज आज माझा दिवस आहे." आणि आम्ही सगळ्या बहिणी "अरे थांब रे जरा मला लायनर लावायचंय." ते आपण ती चिमणीची गोष्ट सांगतो ना तसं झालेलं थांब माझ्या बाळाला तिठ लावू दे, थांब माझ्या बाळाला अंघोळ घालु दे. तसं झालेलं, जरा थांब रे. <chuckles> आता मला साडी नेसू दे आणि
आई गं. हो, खरं आहे. <chuckles> <chuckles> आई गं, आई गं. बिचारा. हो, हो, हो, हो. मी कल्पना करू शकते. <chuckles>
आता जसं मी सांगितलं की आपले जे पारंपरिक आभूषणं आहेत, ते असं नाहीये की तुम्ही एकदा चढवलं, झिप-अप केलं आणि झालं तसं नाहीये. साडी नेसायची सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत.
हो, हं. हो ना. पद्धती आहेत. हो, हो.
की मग ते इथेच पिनअप करायचं, की मग त्याचा निऱ्या कशा पाडायच्या, त्या कशा व्यवस्थित करायच्या? तो पदर किती लांब असला पाहिजे आणि मग तो खांद्यावर सोडायचाय का परत त्याच्या निऱ्या घालून त्याला एकत्र व्यवस्थित लावायचंय.
हं. हो, हो. हो. हो, हो. अगदीच. हं, हं. खरं आहे. हं.
तर अशा प्रकारे जे आपले जे पारंपरिक कपडे आहेत ना आणि साडी नेसायचं म्हणजे सोहळा असतो.
हं, हं.